नक्कीच, म्हणजे बघा आता तुम्ही बरोबर म्हणालात की जसं की तेव्हा तो भावनिक क्षण असतो. तर काही लोकं तरी पण व्हिडिओग्राफर तर आहेत किंवा सिनेमॅटोग्राफर ते काढत असतात त्यांचं ते काम आहे. पण काही लोकं ते करत असतात, तर ते मला थोडंसं ऑड वाटतं. म्हणजे मी तर असं नाही कधी विदाई करताना, कोणशी व्हिडिओ काढली आहे. म्हणजे मी तेव्हा बघत असतो, की आपणच रडत असतो एकंदरीत म्हणजे माझं पण असं झालेलं आहे, की नाही मग तेव्हा मी ते आप म्हणू शकतो ती मूव्हमेंट मी जगत असते, मग माझ्या आठवणी मला येत असतात. असं सगळं झालं. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी मला तर वाटते आपण तेव्हा अनुभव घेतला पाहिजे त्या क्षणाचा. जसं की अजून एक मेन आहे की बघा लोकं देवदर्शनाला जातात आणि तिथे काय चालू असतं त्यांचं फोटो-फोटो म्हणजे देवाची भक्ती नाही. पहिला फोटो, नमस्कार नंतर करू आपण. <chuckles> नमस्कार नंतर करू, म्हणजे माझा फोटो काढा मी नमस्कार करताना आणि मग तो जो पर्यंत फोटो येत नाही. मग नंतर मग मनातल्या मनात मग असं काही दर्शन पण मिळालं नाही फोटोमध्येच गेला. म्हणजे मनात
हं. हो ना. हो ना. हो, खरंच. बरोबर. हो ना, खरंय. हं. हं. फोटो, बाप रे! हो. खरंच. हो ना. आणि बरेच असे विचित्र प्रसंग ही असतात ना, ओ म्हणजे अ, कोणाचा मृत्यू सारखे इतके गंभीर प्रसंग, त्याही वेळात वेळेला काही काही लोकं अ, फार विचित्र प्रकार करत असतात बघा.
हं. हो, हो. बरोबर. हो, हो. तिच आहे ते. बरोबर म्हणजे थिएटर बरोबर.
की अ, कंटेंट मिळण्यासाठी किंवा लाईक्स मिळण्यासाठी याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
नक्कीच. तर बघा, आता कधी-कधी जसं तुम्ही म्हणालात, की काही लोकांना इतकी लाज नसते ना, ते कोण गेलं ना, तरी पण व्हिडिओ, व्हिडिओ कॉलवर बोलत असतात, हे बघा असं आहे, असं पण दाखवतात. हे बघितलेलं आहे म्हणजे इतकी प्रचंड चिड येते ना, त्या गोष्टीची मला. किंवा आजकाल बघा ना, म्हणजे ह्या सगळ्या व्हिडिओ काढतात, स्टेटसवर ठेवतात, म्हणजे त्यांनी काय मिळतं त्यांना? पहिलं असं कधी नव्हतं ना, एकाची अंत्ययात्रा म्हणजे ठीक आहे, म्हणजे तुम्ही, <tsk> तुम्ही एक टीम हायर करा ना, त्याच्यासाठी. तुम्ही स्वतः का तसं करताय? मग तुम्ही नंतर काय तुम्हाला करायचं ते तुम्ही करा. पण हे स्व चुकीचं आहे. म्हणजे बघा ना, जुन्या काळात लोकं म्हणायची की असं एखाद्या मा व्यक्तीचं गेलाय जग सोडून, तर तसे फोटो देखील काढून नव्हते देत आपल्याला. चुकीचं आणि आजकाल तर ठेवत असतात अशा काही गोष्टी. तर मला तर वाटत हे जरा चुकीचं आहे, जसं की ह्या अशा क्षणी तुम्ही फोन नका वापरू आणि
खरंच ओ. ओ, बाप रे! हो, हो. हो ना, ओ. हो ना. हो. आणि असं जर काही अ, सेलिब्रिटीजचं किंवा अशा प्रथितयश लोकांचं झालं किंवा जो चेहरा लोकांना माहिती आहे बऱ्यापैकी अशा लोकांचं झालं तर तर मग ह्यांना सगळ्यांना चेवच येतो. काय वाटतं ह्याच्याबद्दल?
हो, हो, हो. हं. हो, नक्कीच, मला तर वाटतंय खूप चुकीचं आहे. म्हणजे बघा ना, आताच ते मला तर वाटतंय मागे पण एक अ, त्याचं एक्ट्रेसचं नाव नव्हतं माहीत आठवत नाहीये मला ते बिग बॉसमध्ये होते. तेव्हा पण बघा ना त्यांचा चेहरा किती म्हणजे किती मीडिया आला धर्मेंद्र यांचं पण निधन झालं, तेव्हा पण किती वेळा त्या गोष्टी झाल्या किंवा मग
हां. हो. आणि खूप पर्सनल गोष्टी असतात गोष्टी असतात ना, कधी-कधी की ते हॉस्पिटलमध्ये एडमिट आहेत. त्यांची फॅमिली कशातून जातीये?
हो, हो, हो. ॲडमिट आहे. तरी देखील त्या गोष्टी

सध्याच्या काळात ना, एखादं फंक्शन एन्जॉय करण्यापेक्षा अ, तिथल्या सेल्फी बूथवर जाऊन सेल्फीज काढणं, किंवा अ, कोणत्या त्या अ, फंक्शनचे लाईव्ह व्हिडिओज काढून पटापट आपले स्टेटस आणि अ, स्टोरीज अपडेट करणं. ह्या सगळ्या गोष्टी खूप अ, प्रचलित आहेत किंवा चालतात. तर तुम्ही काय चूज करता? की असं लाईव्ह फोनने ते व्हिडिओ काढायचे, की त्याचा छान अनुभव घेऊन अ, त्याची एक सुंदर आठवण बनवायची. काय वाटतं तुम्हाला?
हं. हं. नक्कीच, मला तर असं वाटतं मी दोन्ही गोष्टी करते. <chuckles> म्हणजे मध्ये-मध्ये मी फोन काढते, आणि व्हिडिओ काढत असते. आणि मध्ये-मध्ये सांगते, की "चला, आता माझे कोणीतरी फोटो काढा." मी त्याचा अनुभव घेते, किंवा मग बघत बसते. असं म्हणजे ते म्हणू शकतो, की त्या मोमेंटवर अवलंबून आहे. तर समोर असं काहीतरी चालू असेल, मग ते बघायचं पण किंवा मग कधी-कधी असतं ना, "अरे, तू काढलेस का व्हिडिओ? मग मला जरा सेंड कर ना." <chuckles> असं पण असतं ना, आपल्याकडे. मग अ
अच्छा. हां, हं. <laughs> हं. हां. हां, हे सोप्पं आहे मला वाटतं. <chuckles>
हं. तर मग ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे करत असते मी, आणि मग छान वाटतं मला. म्हणजे कसं, काय वाटतं काय होतं ना, की बघा ना, आपण कधी-कधी लाईव्हवर मग ते फोटो, व्हिडिओ काढत असतो. आणि मग कधी-कधी असं पण वाटतं, "या शिट यार, मी एवढी छान मेकअप केलेला, रेडी झालेली, आणि माझा फोटोच नाही आला." किंवा मग अ, मी फक्त काय, दुसऱ्यांचेच फोटो काढले, असं पण होतं. म्हणजे, म्हणजे सगळ्याच गोष्टी होतात, एकंदरीत. म्हणजे आपल्याला लाईव्हवर फोटो पण म्हणजे अ, फोनने व्हिडिओ पण काढायचे असतात. आपली दुसरी ही पण इच्छा असते, की आपले पण कोणीतरी फोटो काढावे, आणि तिथला ते अनुभव पण घ्यायचा असतो. तर मला असं वाटतं की मी 3न्ही गोष्टी करत असते, थोड्याशा 50-50 <chuckles> असं.
अरे वाह! हं. हं. हो ना. असं पण होतं. हो खरंय. क्या बात है!